बरोबर. मग घरच्यांचं किंवा शाळेचं प्रत म्हणजे शाळेच्या लॉ म्हणजे जे मास्तर लोकं किंवा जे शिक्षक लोकं, त्यांच्या प्रतिक्रियेने तुमच्यावर काय असा परिणाम झाला का? म्हणजे क प्रोत्साहन किंवा टीका म्हणजे काय मदत झाली त्यांच्या म्हणजे त्याच्यामुळे? हां, हां.
हां. <laughs> बरोबर आहे की. कसं आहे, की आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट करतो आणि त्यावेळेस त्याला म्हणजे प्रतिसाद पडून चांगल्या पद्धतीने मिळतो. तुमचा एखादा व्यक्ती कौतुक करत असेल, तर म्हणजे ती करण्याची इच्छा कुठेतरी अजून जास्त होते, की बाबा कौतुकासाठी का होय ना? पण आपण ती गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. तीच गोष्ट झाली माझी शाळेत. की म्हणजे कसं आहे, की आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली, की मला अचानक गती सापडली आणि मी म्हणजे फार चांगल्या पद्धतीनं म्हणजे माझी गती मिळाल्यामुळे, चांगल्या पद्धतीने शिकलो. आणि ते कसं आहे, की ही गोष्ट शाळेतही लक्षात आली शिक्षकांना वगैरे, की अरे आता हा नवीन स्टुडंट आहे, की हा हिंदी माध्यमातून आहे पण याने अचानकच 1-2 महिन्यामध्ये म्हणजे अचानक एवढी गती पकडली आणि इतका चांगल्या पद्धतीने बोलतोय, की त्यांनी सुद्धा कुठेतरी कौतुक केलं ह्या गोष्टीचा. मग त्याच्यामुळं हे कौतुकच म्हणता येईल, की कुठेतरी मला प्रेरणेचं सुद्धा काम केलं. की बाबा व्यवस्थित करतोयस. अजून कुठेतरी व्यवस्थित पद्धतीने आपण करू शकतो.
हां, हां. हां. हां. हां. बरं. शिकलं, आत्मसात केलं हो. हं. बरोबर. हां. हां. अरे. मस्तच मग असं कोणी-कोणी तुम्हाला म्हणजे असं म्हणजे टीका केली का? म्हणजे की असं नाही, असं. त्यातून तुम्ही म्हणजे काही सुधारणा केली? किंवा कसं झालं, रिएक्ट केलं त्याच्यावर? म्हणजे टीका. हां.
हां. आता कसं आहे, की टीका पहिल्यांदा झाली. कधी, आता मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं, की मी दोन्ही क्लास लावलेली आहे, की एका साइडला स्पोकन इंग्लिश सुद्धा आणि एका साइडला ग्रामर सुद्धा. मग त्याच्यामुळे कसं आहे, की कुठेतरी माझ्या स्पोकन इंग्लिशमध्ये कुठेतरी ग्रामरचा टच होता. म्हणजे माझी वाक्यरचना सुद्धा एकदम बरोबर होती. आता बऱ्याच जणांचं कसं असतं, की ते इंग्लिशमध्ये बोलतायत, पण ते हां, ग्रॅमॅटिकली ते वाक्य म्हणजे बरोबर असतंच, अशातला प्रकार नाही. आता कसं आहे, की पहिला 1 महिनाभर कसं झालं, की मी फक्त स्पोकन इंग्लिशवर जास्त बल देतो कारण ती दिसण्यासारखी गोष्ट आहे, की समोर बोलतोय म्हणजे दिसतंय. त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त बल दिल्यामुळं कुठेतरी माझं ग्रॅमॅटिकली थोडंसं इकडं-तिकडं झालं. मग त्यावेळेस जरा म्हणले मला, की बाबा तुझं ग्रॅमॅटिकली सेंटन्स जरा चुकीचे आहेत, असे-तसे आहेत. पण त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती, की मी कुठेतरी ग्रामरचाही क्लास लावलाय. आणि तो क्लास ज्यावेळेस पूर्ण झाला, की त्यावेळेस म्हणजे माझी दोन्ही गोष्टी व्यवस्थित पूर्ण झाले, की कुठेतरी ग्रामर हे चांगल्या पद्धतीने येते. हां म्हणजे त्याच्यानंतर उलट्या मी त्यांच्या चुका काढायला लागलो, की अरे तुझंच वाक्य थोडं चुकतंय, हे करतंय.
ग्रामर, हां. हां. नुसतं बोलतात, पण ग्रॅमॅटिकली फारच एरर असतात, हो. नाही, नाही. हो. हो. हां. हां. हां. हां. मग त्यांना थोडा शॉकिंग धक्का बसला असेल थोडा. हां. हो, अरे वाह! हां. मग तुम्हाला मग नेमकं हे सगळं शिकला, ग्रामर म्हणा किंवा हे, मग त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात नेमका कसा बदल झाला मग?
हां.